बघा ना, कधी-कधी काय असतं ना, की आपण कुठे जातो किंवा अ, आपण स्वतःच्या घराच्या जवळ असतो किंवा असं असतं ना, की कोणचे स्थानिक सण असतात. त्याच्यामध्ये आपल्याला खूप आवडत आवडते ते सण. तर तुमचं काही अनुभव आहे का असे स्थान स्थानिक सणाबद्दल?
हो, नक्कीच मला सांगायला आवडेल, की माझं स्थानिक एक सण आहे आमच्या इथे अ, तो मला फार आवडतो. हं. तो माझ्या गावाचाच सण आहे. अं, ती असते चंपाषष्ठी अ, आपले अ, जे मल्हार आहेत, येळकोट, येळकोट जय मल्हार. मल्हार, तर त्यांचा एक तो सण असतो चंपाषष्ठी म्हणून.
हो, हो, वाह! हां, मल्हारी मार्तंड.
तर तो मला फार आवडतो आणि तो आमचा स्थानिकच आहे. आमच्या गावातलाच तो सण आहे. मला फार भावतो तो.
वाह. खूप छान. तर अ, त्या स्थानिक सणाबद्दल तुमचा काही अनुभव आहे का? म्हणजे अगदी विसरता नाही मतलब जो ज्याला आपण विसरूच नाही शकत, असं काही क्षण होता त्याच्याबद्दल तर मला त्याच्याबद्दल खूप छानशी सांगा ना, काय झालं होतं? कधी झालं होतं? आणि कुठल्या प्रकाराने झालं होतं आणि कोण तुमच्या सोबत होतं?
येस. नक्कीच मला सांगायला आवडेल. हे जे सण आहे हा अगदी म्हणजे जत्रा काय असते ही गोष्ट सुद्धा मला त्या सणामुळेच कळली. कारण त्या सणाच्या दरम्यान आमच्या गावाची जत्रा असते
अच्छा.
आणि जत्रा म्हणजे काय हे मला जे कळलं असेल, तर ते हा जो आमचा सण असतो यामुळेच मला कळलं होतं की हा जो आणि स्थानिक लोक त्याला अ, जसं खरं त्याचं अ, शास्त्रोक्त नाव त्याचं चंपाषष्ठी जरी असेल, तरी त्याला अ, वांगेसटची जत्रा असंही संबोधलं जातं. कारण त्या दरम्यान अ, वांग्याचं पीक फार येतं आमच्या भागांमध्ये आणि मग
अच्छा. हां. हां, हां, हां. आणि आपल्याकडे ज्याला चंपाषष्ठी म्हणतात छट, म मतलब दुसऱ्यांकडे बैंगन छट असं काहीतरी म्हणतात वाटतं मला.
हो, हो, हो. तेच तेच जो आहे ना तोच अ, वांगेसट आमच्या इथे म्हटलं जातं आणि तेच चंपाषष्ठी. चंपावनामध्ये ना एका दोन राक्षसांचा वध केला होता, मल्हाराने, तर मग तो चंपाषष्ठी या नावाने अ, तो प्रसिद्ध झालेला आहे. असं त्याचं आख्यायिका आहे आणि अ,
हां. हां. हां. अच्छा.
तर ती अ, वांगेसट म्हणण्याचं कारण हे आहे की, वांगेचं पीक येतं आणि द जेव्हा त्या अ, मल्हाराला नैवेद्य दाखवलं जातं, तो वांगे आणि वांग्याचं भरीत आणि भाकरी अशा स्वरूपाचा असतं म्हणून त्याला ते वांगेसटची यात्रा असंही संबोधलं जातं.
वाह! खूप छान! तर तुमचे काही खाजगी अनुभव आहे का त्याच्याबद्दल?
हं. हो, हो, अगदी खाजगी म्हणजे अ, ते आमच्या गावचच असल्यामुळे, अ, माझे आजी, आजोबा, काका, काक काकू, माझे बाबा, आई, माझे भावंड, अ, चुलत भावंड असे आम्ही सगळे एकत्र यायचो आणि अजूनही येतो, इतक्या वर्षानंतरही. म्हणजे मी माझ्या जन्माच्या अगोदरपासून ही चालत आलेली परंपरा आहे. अ, आमच्या फॅमिलीची आणि आमच्या गावाचीच म्हणूयात. तर अ, आम्ही सगळेजण जे काही बाहेर गेलेली मंडळी आहेत तेसुद्धा गावात येतात आणि जत्रेच्या वेळी ते सगळे जे काही अ, रिच्युअल्स असतात, अ, समारंभ असतो, अं, ते सगळं आम्ही, मिळून मिसळून पूर्ण गाव आम्ही करतो ते.
वाह! वाह! वाह!
असं तो एक असतो आणि अ, खाजगी म्हणायचं तर खूप छोट्या-छोट्या गोष्टी होत्या. जत्रेत फिरणं जे लहानपणाचं होतं, तिकडनं त्या जत्रेमधून काय घ्यायचं, काय नाही घ्यायचं तेव्हापासूनची जी सवय होती, तेव्हा, अ, तिकडे वेगवेगळे कार्यक्रम यायचे, ते मौत का कुवा असायचा, त्या आरशचा तो कार्यक्रम असायचा. हो, हो, अशा सगळ्या गोष्टी.
हां. हो, हो, अगदी खरं आणि त्या मौतच्या कुवामध्ये खूप मज्जा यायची. <chuckles>
हो, हो, हो, हो. तर असं ते सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या ग मी अनुभवलेल्या पहिल्या गोष्टी त्या त्याच जत्रेतल्या. नंतर मग बाहेर पडलो, जत्रा असतात, वेगवेगळ्या ठिकाणी पण असतात, ते वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. प्रत्येकाची परंपरा वेगवेगळी असते. असं मग हळू-हळू, हळू-हळू माहिती झालं. पण मला खाजगी अनुभव देणारी ही जत्रा.
वाह! खूप छान! म्हणजे तुम्ही खूप छान, अ, सांगून दिलं की तुम्हाला ते सण जत्रा कशाला आवडायची. तर खूपच, अ, छान झालं, अ, तुम्ही आणि मला मला मग मी तुम्हाला एक सांगायचंय ते, तो मौत का कुवा असतो. त्या दिवशी शायद आपल्याला समजून येतो की ग्रॅव्हिटी असली मतलब काय असते ग्रॅव्हिटी अगदी, तिथे ती बाईक कशी चालते, वाह! मस्त खूप छान! तर मला असं सांगा, त्या द्रनाचा, अ, सणाचा दृश्य, ध्वनी या स्वाद बद्दल थोडंसं असं सांगा कसं होतं? संगीत कसं अश होतं? अ, जेवण कसं होतं? म्हणजे कसं असत ना कधी आप आपण जातो असं जत्रामध्ये. तर तिथे मस्तपैकी एक स्टेज असतो त्याच्यावर पोरं डान्स करत असतात, मग संगीत असतो. मग एक खाण्याचे वेगळे-वेगळे प्रकारचे स्टॉल असतात. मग काहीतरी कुठे ड्रेसस भेटतात म्हणजे कोणी आणि कोणी मसाले विकतो, कोणी, अ, असे छुटपूट थोडेफार आपल्या ग्रहगृतीचे सामान विकतात. तर ते कसं होतं ते पूर्ण?
हं, हं, हं. हं, हं. हो, हो, हो, हो. बरोबर. हो, हो. खरचं. हं, हं. हं, हं, हं, हं, हं. हो, हो. हं. अं, आधीच असं होतं ना, की आमचं मंदिर होतं, मंदिराच्या बाजूला एक अ, थोडंसं स्टेज उभारला जायचा. आता तिकडे सिमेंटचा केला आहे, पण आध आधी अ, तो असा लाकडी किंवा त्याच्यावरती काहीतरी असा हाईट देऊन त्याला एक स्टेज बनवला जायचा आणि त्या स्टेजवरती मल्हाराची गोंधळाची जी गाणी असतात, मल्हाराची गाणी, "येळकोट-येळकोट जय मल्हार" या नावाने जे काही गाणी असतात. त्या गाण्यांचा तिकडे परफॉर्मन्स होतो, तिकडे गायले जातात. तिकडे त्या वेशामध्ये लोकं येतात. अ, तो भंडारा म्हणजे आपण हळद म्हणतो, त्याला भंडारा तिकडे म्हटलं जातं. तो उधळला जातो. सगळीकडे असा पिवळं-पिवळं, पिवळं-पिवळं, पिवळं असं खूप छान, ते त्याची अं, उधळपट्टी असते आणि सगळा तो माहौल आहे ना, असा पिवळा-पिवळा असा सोनेरी दिसायला लागून जातो. आजूबाजूचे मंदिर, तिकडे ते सगळं आणि तिकडचा जो साउंड आहे, अ, संगीत आहे, तर ते सगळं मल्हाराचं असतं. त्याच्यापासून थोडंसं अ, असं एक छोटासा रस्ता आहे. तो ओलांडला तर तिथनं मग जत्रेचे सगळे म्हणजे पूजेची साहित्यापासून सुरुवात होते. विविध पूजेचे साहित्य असतात. म्हणजे काय, नारळ, अगरबत्ती हे जे काही आपण देवाला अर्पण करतो, ते असतात. पण त्याचा मुख्य अ, जे आहे ते असतं अ, भरीत भाकरी
हां हां. अरे वाह! सुंदर, सुंदर.
वांग्याचं भरीत, भाकरी हे तिकडे अर्पण करण्यासाठी असतात. आणि मग दुसरे छोटे-छोटे तेव्हा त्या गावामध्ये, भेळ भत्ता आणि गोडी शेव हे फार फेमस होतं. कारण तेव्हा खूप जास्त मिठाईची दुकानं नव्हती. आता काय खूप इझिली सगळे अवेलेबल होतं. पण भेळ भत्ता, जिलेबी आणि गोडी शेव हे तिकडचे फेवरेट. हं.
वाह, वाह, वाह! अप्रतिम. हे भेळ भत्ता काय असतं?
काय, काय, काय म्हणता?
भेळ भत्ता काय असतं हे तुम्ही जो म्हणालात, काय प्रकार आहे हा?
चिवडा, मुरमुरे मुरमुरे माहिती नाही तुम्हाला? मुरमुरे, चिवडा, भेळ भेळ आणि भत्ता त्याला भेळभत्ता असं त्याला उच्चार असतो तो. तर त्याच्यामध्ये ते कांदा टाकतात, तिकडचे अ, काकडी वगैरे असे स्मॅश करून टाकतात आणि ते कोरडाच असतं कोरडी भेळ जी आपण म्हणतो, खातो आपण. एक ओली भेळ असतो आपण खातो अ, पाणीपुरीच्या गाड्यावरती. हां, तर तेच कोरडी भेळ असते त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चटणी किंवा त्याला ओलं केलं जात नाही. पण त्याच्यामध्ये कांदा असतो, अ, टोमॅटो असतो, त्यामध्ये अ, काकडी असते आणि असं थोडंसं असं वरतून असं थोडंसं मीठ मिरची असं टाकलेलं असतं आणि ती भेळ असते ती अशी.
आ. भेळ ओ वा असं. हां, हां, हां. असं. हां. मला वाटलं फक्त भेळ. हां, हां, हां, हां, हां. वाह, वाह, वाह, वाह, वाह! खूप छान.
पण ती खाण्यामध्ये इतकी <clicks tongue> अ, स्वाद येतो तो, तो माहौल झालेला असतो ना आजूबाजूला सगळं.
अहा! तुम तुम्ही बोलला आणि मला असं वाटलं तुमच्या तोंडामध्ये पाणी आलं ते. ते तुम्ही असं वागला <clicks tongue> असं केलं तुम्ही. <laughs>
हो, हो, हो, अरे, अगदी, अगदी बरोबर असं असंच झालं माझं असं ते आठवून आहे ना. म्हणजे माझं जेवण झालं तरी पण ते आठवलं का असं येतं तोंडाला पाणीचं येत. तो आणि तेव्हाचा स्वाद पण एक तो जो असतो ना तो इतर अ, दिवशी नाही मिळत कुठे. तो त्याच माहौल मध्ये त्या औरामध्ये मिळतो आपल्याला.
हवं आहे. अगदी खरं. वाह! खूप छान सांगितलं तुम्ही त्याबद्दल तर मस्त. म्हणजे असं म्हणू शकता तो जत्रा म्हणजे तुमची चांदी झालेली होती. <chuckles> मस्त.
हो, हो, हो. ऑफ कोर्स, ऑफ कोर्स. येस.
तर मला सांगा. या सणामध्ये म्हणजे असतं ना की आपलं कुटुंब, गाव किंवा मित्र परंपरेत स्थान होतो. आणि उं, असं मतलब की आपलं गावात आपलं आपलं सण आहे गावाचं. तर आपल्या कुटुंबाला काही कामं भेटतात, मित्रांना भेटतात. मग तुम्हाला कोणी अशी जबाबदारी दिलेली होती का?
हो. हं. हं, हं. अं, नाही तशी जबाबदारी नाही. तिकडे एक अ, स्वयंप्रेरणेने लोकं येतात. ते सगळे कामं करतात. अ, पण आमच्या इथे एक परंपरा अशी आहे की अ, 12 गाडे ओढले जातात. म्हणजे 12 गाड्या ओढले जातात, म्हणजे 12 बैलगाड्या असतात. आणि त्या मंदिराचा एक घोडा आहे, तो ते ओढतो ते 12 गाडे. सोबत माणसंही असतात अर्थात. दोन्ही बाजूला माणसं असतात. आणि एका गाडीमध्ये मल्हाराची अ, पादुका ठेवलेल्या असतात, त्यांचा मुकूट ठेवलेलं असतं, त्यांची हत्यार ठेवलेले असतात. अ, त्यांचे असं सगळं वेगवेगळ्या असं त्या 12 गाड्यांवर सजवलेले असतात. काहींवर फुलं, काहींवर भाकरी, प्रसाद वगैरे असं सगळं ते असतात ते 12 गाड्या असतात. ते गा 12 गाड्या त्या ओढल्या जातात. 1 दीड किलोमीटर पर मंदिराच्या परिसरात फिरून पुन्हा तो तिथे येतो. असा तो एक अ, पर पारंपरिक कार्यक्रम आहे तो. तो तिकडे केला जातो. तर त्यामध्ये अ, स्वयं
हां. अच्छा! हां. हां. आह! वाह! वाह, वाह! आणि मग तो क्षण खूप अद्भुत असेल ना?
काय म्हणता?
तो क्षण खूप अद्भुत असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला एवढं हां.
अरे बापरे! खूप-खूप अ, म्हणजे तो अनुभवायलाच पाहिजे तो. तो असं अ, म्हणजे मी सांगतोय, पण तो तुम्हाला ते ते फील येणार नाही, जोपर्यंत तुम्ही तिकडे जात नाही. तर मग प्रत्येकजण आपल्या-आपल्या हिशोबाने स्वतःचं जबाबदारी घेतो आणि त्या गाड्याच्या वेळेस अ, स्वतःचं अ, करतो. तर मग मी पण त्यामध्ये असतो सामील. म्हणजे ते असं काही अ, सांगून नसतं, की मी हे करणार बरं का, असं नाही. त्यावेळी जे काम असतं, ते आपण, आपण करून घ्यायचं. ते असं कोणाची वाट नाही बघायची, कोणी आपल्याला सांगेल आणि बोलेल आणि मग करेल.
वा! वा! हां. ते खरं. वाह! हां, हां, हां. अच्छा. ते तुम्ही करून घेता. हां, हां. अगदी खरं. हां, हां. खूप छान आणि परमेश्वराच्या कामामध्ये तर वाट कधीचं बघायला नाही पाहिजे. छान, मस्त.
हां, हां. आपण लगेच अ, सुरू होऊन जायचं तिकडे. कारण वि शेकडो माणसं असतात, सगळेजण हे करत असतात ते. त्याच्यामुळे मग हां.
वाह, वाह! खूप छान. <laughs> अगदी खरं. हां, वा. पण मला सांगा, आता जेव्हा आपण त्या सणाबद्दल पाहतो. आता पाठीमागे वळून जेव्हा पाहतो, तर तुम्हाला काय वाटतं? काही गोष्टी बदललेल्या आहेत का? या मग असं छोट्या गोष्टी या मोठ्या आणि त्या मतलब तुम्हाला आता तुमच्यामध्ये बदल झालाय, तर त्या अ, मेढ्यामध्ये चंपाषष्ठीच्या मेढ्यामध्ये बदल झाले. काय वाटतं तुम्हाला त्याच्याबद्दल?
हो. नाही ग, एकूणच सगळीच परिस्थिती बदलली आहे आहे. अ, ते मंदिर आधी खूप छोटं होतं. तर ते आता अ, त्याचा अ, आकार, मंदिराचा आकार मोठा झालेला आहे. मूर्ती तेवढीच आहे. पण आजूबाजूचा आकार मोठा झालेला आहे. अ, तिकडे जे मी तुम्हाला सांगितलं, स्टेज जे आम्ही उभा राहायचो, लाकडी स्टेज वगैरे वरती, प्लॅटफॉर्म करायचो आम्ही त्याच्यावरती जो कार्यक्रम होता. पण आता तिकडे अ, सिमेंटचं स्टेज झालेलं आहे. त्याच्यावरती तो कार्यक्रम आता होतो. त्यानंतर जत्रा ही अ, थोडीशी अशी कॉम्पॅक्ट स्वरूपाची होती. अ, आणि आता ती खूप मोठी अ, पसरते. खूप मोठी लागली जाते जत्रा. अ, आधी सगळी अ, लाकडाची खेळणी, अ, पत्र्याची खेळणी अ, अशा स्वरूपाची ती असायची. पण आता प खूप सगळ्या अ, प्लास्टिकच्या खेळणींचा खूप आता अं, जोर असतो. प्लास्टिकच्या गोष्टी
हो. हं. हां. हां, हां. हां, हां. हां.
त्यानंतर.
नाही. तुम्हाला कधी असं वाटलं का? की मतलब हे तर तुम्ही छान सांगतात आहेत. ते पण तुम्हाला कधी वाटलं, की हे पहिले जो स्थानिक सणं व्हायची. ते एकमेकांचा जोडण्यासाठी या मग एकमेकांबरोबर बोलण्यासाठी. आणि असं, सामाजिक जे पारं, मग काय म्हणतात संबंध स्थापित करण्यासाठी. हे सगळे फंक्शन वगैरे व्हायचे. पण आता हे फक्त पैसा कमावण्याची एक पद्धत झालेली आहे असं वाटतं का तुम्हाला?
हं, हं. हो. बरोबर, बरोबर. नाही, नाही, नाही. पै पैसा तर कमावला जातो. आता कमर्शियल फार म्हणजे आधी तसं बघ पाहीले एवढं नव्हतं. पण आता हां. हो.
पहिले नव्हतं ना एवढं, पहिले भावनात्मक जुळाव जास्त होता परमेश्वराशी. पण आज काल पैशाशी थोडं जास्त चाललेलं आहे. तुम्ही मग ते जत्राचा मोठा करणं म्हणा. त्यामुळे ते अ, मंदिराला मोठं करणं म्हणा, कारण की तुम्ही मंदिर मोठा केला, तुम्हाला जत्रा मोठी करता येईल. जत्रा मोठी करता आली तर लोकं बिझनेस करतील. ते तुम्हाला असं वाटतं ना? कधी वाटलं तुम्हाला असं?
हो, ते हां, हां. बरोबर. हो, हो. हो तो, आता कसं झालं आहे, आधी गावची संख्या छोटी होती. आता गावातली लोकसंख्या पण जास्त वाढली आहे. लोकसंख्या जास्त वाढल्यामुळे मग तो जे काही वर्गणी येते ती पण जास्तच येते. कारण कोणाकडनं अ, बळजबरी नसतेच म्हणजे ती काही खंडणीच्या प्रकारात मागितलीच जात नाही. अ, तिकडे पावती बुक घेऊन तो मंदिराच्या बाहेर बसलेला असतो. ज्याला वाटेल तो जातो आणि तिकडे दान करतो. तर ती आपोआप ती देणगी येते. पण थोडंसं आता काय कलियुग आहे हे. तर थोडासा दिखावा हा आहेच. तर ते मंदिर मोठं करणं आणि काही राजकीय लोकांचा त्यामध्ये हस्तक्षेप असतो. काहींना त्यामधून त्या अ, निमित्ताने निवडणुकीचा प्रचार करतात किंवा मी किती छान काम करतो हे दाखवण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे त्याचा विस्तार मी कै केलंय मी केलं असं दाखवण्याच्या थोडंसं आहे ना, ते मोठं होतं तो कार्यक्रम आपोआप.
ना. हां. अगदी. हो. हो. हां. आणि ते, आपण वर्गणी पण, 500 दिली. लोकं सांगतात आणि ते जो अभिनेता असतात, नेता असतात, जो राजनीतिज्ञ असतात. हे मस्त पैकी म्हणतात, आम्ही 1 लाख दिला आणि सांगतात ते लोकांना जाऊन-जाऊन. आता बघता ह्या फंक् ह्याच्यामध्ये सणामध्ये आम्ही अ, आम्ही 1 लाख रुपये दिले आहेत वर्गणी म्हणून. तर मग ते असतं.
हं. हां. हो, हो, हो. अगदी ते हो, हो. मग असतं, असतं. त्यांचे ब बॅनर वगैरे पण लागले जातात. या नेत्याकडून या-या वेळी एवढे-एवढे पैसे मिळाले. पण जे भाविक असताना खरे भाविक असतात किंवा अ, ज्यांना फक्त देवाशी घेणं असतात त्या दरम्यान येऊन देवाला भेटणं, देवाला नमस्कार करणं, नैवेद्य देणं, प्रसाद प्राप्त करणं. अ, एवढंच त्यांचं खरं तर हेतू असतो. बाकीचं ते चाललेलं ते तर, कलयुग असल्यामुळे त्याला आपण खूप जास्त थांबवू शकत नाही त्या गोष्टी.
हां, अगदी. आणि. हां. अगदी खरं. खूप छान सांगितलं तुम्ही, की स्थानिक सणामध्ये कसं अनुभव होतं तुमचा. आणि हे मग चंपाषष्टीचं सण झालं मग. तुम्ही ती वांग्याची भरीत झाली, भाकरी झाली. किंवा ते तुमचं अ, गाणी झाले मल्हारी मार्तंडाचे. खूप छान सांगितलं आणि सर्वात मोठी गोष्ट तुम्ही सांगून दिली, की आज कालच्या काळामध्ये अ, हे अजून वाढत चाललं आहे. त्याच्यामध्ये लोकं आपलाही फायदा घे निवडतात. तर खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि मनापासून तुमचे आभार. की तुम्ही मला एवढे छान अनुभव सांगितले त्याच्याबद्दल, खूप खूप धन्यवाद तुमचा.
हं. हं. तुमचे ही खूप-खूप धन्यवाद. तुमच्याशी बोलून आनंद झाला. पुन्हा आपण भेटू, पुन्हा आपण गप्पा नक्कीच मारूयात. अ, तूर्तास तुमचे खूप-खूप आभार. धन्यवाद.
नक्की. धन्यवाद.